हो खरं आहे. कारण काय आहे लहानपणी मला मम्मी पप्पा आहे ना, तिकडे गार्डनमध्ये खेळायला न्यायचे म्हणजे तिथं जे माझं पळणं म्हणा, मी लहा म्हणजे लहान म्हणजे बाळ होती ना तेव्हापासूनच, जेव्हा मी पहिलं चालणं म्हणतात ना, ते पण तिकडेच आहे माझं. म्हणजे तिथे मी हां, मला तिकडे घेऊन जायचे असे वॉकिंगला ते वॉकिंगला यायचे आणि तिथे चालायला लागली मी, मग तिथे खेळायला लागली माझ्या सगळ्या मैत्रिणीसोबत आणि तिथे असे झोके वगैरे पण होते ते ते सगळ्या गोष्टी मी तिथं अ, केल्या आहेत आणि त्याजा त्यापासून माझं असं म्हणतात लहानपणीचं बालपण सगळं तिकडे गेले, त्यामुळे ते मला खूप आवडतं ठिकाण आहे आणि अ, लहानपणीच नाही, तर आत्ता पण मी माझ्या मैत्रिणीसोबत आहे ना, मी असं कधीतरी असं आपल्याला वाटतं रिलॅक्स व्हावं, कुठेतरी मैत्रिणीशी जाऊन गप्पा माराव्यात. तर तिथे ते बाकडा आहे एक असा मस्त लाकडी बाकडा आहे. झाडापासून बनवलं असेल आय थिंक, की एवढा सुंदर आहे ना तो, त्याच्यावर बसायला एवढं छान वाटतं म्हणजे असं नाही का? अ, आजकाल सगळीकडे स्टीलचे मेटलचे बाकडे निघाले आहेत. ते उन्हात कसे असे गरम होतात आणि चटके बसतात. तर हा लाकडी असल्यामुळे असं गारवा लागतो आणि मस्त वरती असं ते अ, चिंचाचं झाड आहे आणि मग त्याची चिंच कधी पडले ना, मग असं लगेच घेऊन येतो. आम्ही पळत जातो आणि पटकन उचलतो. कारण की ते खूप लोकं असतात ना, पण ती मज्जा येते. आम्ही म्हणजे छान वाटतं, की अशी खूप सारे अशी पळस झाडं पण आहेत तिकडे.
हं. हं. अच्छा. हां. <chuckles> अच्छा. ओके. हां, हां. हं, हं, हं, हं, हं. हां, हां. हं, हं, हं, हं. ओके. हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां. हम्म. ओके. हं, हं, हं. हं, हं, हं. हां, हां, हां, हां. हां ना. हो. हां. वाह! हां. मस्त. हं, हं, हं, हं. पण मग त्या ठिकाणी म्हणजे तो जो परिसर आहे. तिकडे अशी कुठली लपलेली जागा आहे का? जी तुम्हाला माहिती आहे किंवा खूप कमी जणांना माहिती आहे. म्हणजे जास्त जणांना त्या जागेबद्दल काही माहितीच नाही आणि ती तुम्हाला आवडते अशी कुठली जागा आहे?
हो, आहे ना. तिथे ना अशी झाडं आहेत. अ, अशी एक-एक एका मागे एक आणि तिथे छोटासा माग स्पेस आहे असा बसण्यासाठी आणि तिथे बसताना कोणाला दिसतसुद्धा नाही, की तुम्ही तिकडे आहेत म्हणून म्हणजे आपल्याला शांततेची गरज असेल किंवा असं थोडंसं पडायचं वगैरे असेल, तर तिथे जाऊन ती बसू शकतो किंवा एखादं म्हणतो ना आपल्याला अ, सि सिक्रेट ज्या गोष्टी असतात ना, गप्पा मारायच्या, त्या तिकडे होतात. आणि अ, मस्त तिथे असं मस्त झोपू शकतो, पडू शकतो पडू शकतो आणि सावली एकदम छान. आणि अ, काय म्हणतात लिंबाचं झाड आहे तिकडे. ते कडूलिंबाचं झाड असतं ना, त्यामुळे तिथं गारवा आहे ना, लिंबाच्या झाडाच्या तिथे गारवा खूप छान असतो. आणि उन्हाळ्यात तर मी तिकडे जाऊन बसते आहे, म्हणजे तो म्हणतो ना शरीरासाठी पण एकदा थंडावा पाहिजे असतो आपल्याला. तो तिकडे मला भेटतो आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट मला ते ठिकाण आवडायचं गोष्ट म्हणजे ते गणपती बाप्पा आपले विराजमान आहेत. त्यामुळे रोज त्यांचे दर्शनसुद्धा होतात आणि सकाळी-सकाळी देव बाप्पा पावले, म्हणजे हा दिवस खूप सुंदर आणि सुरेख जातो. आणि ती आरती, त्या आरतीचा जो आवाज, सगळे असे मस्त असे टाळ्या वाजवतात म्हणजे एक प्रसन्नता तिथून त्या जागेतून निर्माण होते आणि त्यामुळे ते मला खूप आवडतं ते ठिकाण.
हां. अच्छा. हं, हं, हं. ओके. हां! हं. हां, हां, हां, हां, हां, हां. हां. हां. हं, हं, हं. हां. <chuckles> ओके. हं, हं. हां. आई गं, मस्तच. हं, हं, हं, हं. हां. हो ना. हं, हं. ओके, <chuckles> हं. हो ना. हां. तेच. हं. हं. वाह! पण मग कधी असं झालंय का, की ती अ, तुम्ही जागा कोणाबरोबर शेअर केली आहे का? की असं गुप्तच ठेवली आहे? म्हणजे तुमचं त्याच्याबद्दलचा दृष्टीकोन काय आहे? हं, हं.
हां. काय नाही शेअर केली.

हं, नाही, खूप छान म्हणजे मस्तच अ, होतं तुमचा तो लपलेला परिसर असेल म्हणा किंवा हा पण परिसर म्हणजे पूर्ण परिसर जो आहे
हो. लपलेलाच होता पण तो नंतर मैत्रिणीला सांगून तो उ हे अ, उघड उघडीस आला हां.
उघड झाला ना तेच ना. मग तुम्हाला चिडचिड नाही झाली मग नंतर? <chuckles>
अ, नाही कारण, की तो सगळेच हे अ, वापरत होते. पण मी माझी जी सिक्रेट जागा आहे ती अजूनपर्यंत कोणाला सांगितली नाही, ती ती माझी सिक्रेटच आहे. तिथे मी माझं निवांत शांत वेळ सगळा तिकडे मी घालवते, मला कधी असं घरच्यांचा राग आला किंवा कुठे भांडण झाले तर मी तिथे येऊन शांत बसते, गाणे ऐकते, ओमकारची धून असते ती तिथे ऐकते. तर माझा तो राग जो आहे ना तो सगळा शांत होतो अन् मग त्यानंतर घरी जायचं म्हणजे दुसऱ्यांवर चिडचिड होत नाही काही नाही. हां, असं ठिकाण एक पाहिजे आपल्याला स्वतःला स्वतःशी बोलण्यासाठी.
हां, हां, हां, हां. अच्छा! हं, हं, हं, हं, हं. हं. हां, हां, हां, हां. हां. हम्म. वाह! हं, हं, हं, हं. हां. हां ना तेच, हो. हं. अगदी छान, मस्तच सांगितलं. तुमचा तो किस्साही छान होता किंवा तो परिसरातली ती लपलेली जागा असेल तीही मस्तच होती आणि तिकडे घडलेले तुमचे चांगले आणि दोन्ही वाईट दोन्ही किस्से छानच होते, <chuckles> मस्त म्हणजे वाईट किस्सा तर चांगला म्हणताना येणार <chuckles> पण अ, की छान वाटलं बोलून हं, तेच.
हो. हो, अगदी. हां, ते होतच राहतात. नाही नाही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 हां.
हां. हो, हो, हो. खरंच तुमचे खूप-खूप आभार, ...की छान माहिती दिलं. छान प्रकारे आपला संवाद झाला, खरंच खूप मला आवडलं. पुन्हा बोलायला नक्की आवडेल हां मला! <chuckles> पुन्हा नक्की बोलूया खरंच तुमचे खूप-खूप आभार. धन्यवाद.
हो, नक्कीच. हो न धन्यवाद.

ओळख झाली आहे ना, त्यांना माहिती आहे आम्ही तिथल्या तिथेच राहतो आणि आमचं अ अंडरच आहे ते सोसायटीच्या वगैरे, त्यामुळे ते आम्हाला हे काढून देतात वगैरे, असं.
हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां. हां, हां, हां. ओके! आणि मग तुला असं कधी अनुभव आला आहे का चांगला असेल म्हणा किंवा वाईट. जो तुला चांगलाच लक्षात राहिला आहे, की "अरे हे असं झालं होतं माझ्या बाबतीत!" मग तो चांगला असेल किंवा वाईट काय अनुभव आहे तिकडचा?
हो. हो, झाला आहे ना, आ म्हणजे वाईटच झाला आहे. एक दिवशी अशीच मी गेली आणि अ, कसं तिथे ना सकाळी, जे वॉकिंगला वगैरे येतात ना तर तिथे अ, वॉकिंगला जे येतात त्यांना आयडी मागतात. म्हणजे तिथले जे राहणारे आहेत त्यांना आणि त्यानंतर अ, 10:00 वाजल्यानंतर तिथे मंदिरासाठी सगळ्यांना एंट्री आहे. तर मी तो आयडी नव्हती घेऊन आले आणि ते ना नेमके नवीन म्हणजे होते आय थिंक आणि ते वॉचमन आणि दुसरे ते साईडला गेले होते आणि त्यांनी मला आतमध्येच जाऊनच दिलं नाही, त्यांना आयडी दाखवते, सगळं दाखवते, त्यांना रुल्स माहीत नव्हते तिकडचे. अक्षरशः मी तिथे 1 तास बसली, म्हणजे मी त्यांना म्हणते, "अहो मी इकडचीच आहे, मला जाऊन द्या, माझा टायमिंग होतोय." अक्षरशः मी तिथे भांडले त्यांच्याशी. मग अ, ती त्यांचे जे मेन होते ना तिथे, अ, जे सगळं मॅनेज करतात, त्यांना फोन केला मी, तर अ, ते म्हटले, की "अरे सॉरी बाळा, त्यांचं लक्षात नसेल आलं, ते नवीन आहेत वगैरे."
हं. अरे बापरे! हां. हं, हं, हं, हं. हं. अच्छा, हां. हं. हां, हां, हां. हं. अरे बाप हं. अरे रे! रे! रे! हं. मग? हं. हां, अरे देवा!
तो एक किस्सा झाला होता, की मला त्या गार्डनमध्ये जायला नाही भेटलं. म्हणजे एक मिस झाल्यासारखं झालं, की मला ते सवय आहे तिथे व्यायामाला वगैरे जायची मला. तर ते काकानी जाऊन नव्हतं दिलं ते आयडी नसल्यामुळं, नाही का?
हं, हं. हां, हां, हां, हां. हां ना, तेच. हं, हं, हं. हां, हां, हां, हां, हां, हां. ओके.
कारण की कसं रोजच जाणं होत म्हणून मी रोज आयडी नव्हती घेऊन जात ना.

अ, ख खाजगी आहे का ते माहीत नाही पण तिथे मंदिर असल्यामुळे तिकडे सर्वजण जातात वगैरे म्हणजे अ, असं कोणाला हे नाही आहे प्रवेश फी. फक्त रात्री 8:00-9:00 वाजले ना ते बंद करून टाकतात त्यानंतर कोणाला एंट्री नसते. कारण की त्यांना पण सगळ्यांनाच अ, एवढे दिवसभर थांबलेले असतात अन् सगळे तिथे दुकानं आहेत आतमध्ये म्हणजे असे छोटे-छोटे अन् असे ब अ, चेअर घेऊन बसलेले असतात असे विकायला. कैरी म्हणा, बोरं म्हणा, असे फ्रूट सीजनल फ्रूट वगैरे. म्हणजे गार्डनमध्ये बसले ना लहान मुलं खेळता-खेळता खातात आणि ते बुढ्ढी का बाल माहितीये का तुम्हाला? ते अ, पिंक कलरच भेटतो, तो पण तिकडे असतो अन् मला ती माझी खूप जुनी आठवण म्हणते कॉटन कँडी, हम उसको बुढ्ढी का बाल बोलते ना असं. हां, मग त्यांच्याकडून ते आम्ही घ्यायचो आणि खायचो आणि ते असे रंगेबिरंगी आम्हाला बनवून द्यायचे तर ती पण एक गंमत आहे तिकडे.
हां, हां, हां. हां, हां, हां. हं, हं, हं, हं. अच्छा! हं, हं, हं, हं. हां, हां, हां. हं. हां, हां, हां, हां. हां. वाह! हं. हो, माहिती आहे. हो, हो, हो. कॉटन कँडी, हां. <chuckles> अच्छा, हां. हं, हं. हो. अरे वाह! मस्तच. हं.
म्हणजे कुठे आणि जागा एवढी मोठी प्रशस्त आहे ना, खूप मोठी आहे म्हणजे अशी खूप जणं जरी गर्दी झाली, तरी अशी गर्दी दिसून येत नाही तिकडे असं आपण एक छोटासा आपला प्रायव्हेट अ, म्हणते ना जागा आपण सेव्ह करू शकतो तिकडे. ते ती खूप छान आहे तिकडे आणि तिथे आहे ना, असं फोटोग्राफर पण असतात अ, म्हणजे मंदिराच्या येथे नाही का कोणाला फोटो वगैरे काढायचे असतात मग तिथे आम्ही हां, हो, मग तिथे फोटोग्राफर असतात, ते काहीतरी ₹50 ला 1 कॉपी वगैरे देतात, शंभर रुपया चे ₹200 चे 5 कॉपी असं आहे त्यांचं. मग तिथे खूप लोकं असे मस्त फेटा वगैरे घालून किंवा असं काही वेगळे-वेगळे थीममध्ये फोटो सुद्धा काढतात. मग आमचा तो ओळखीचा झाला आहे ना, आम्ही तिथे फोटो तसा नाही काढत, आम्ही त्याला म्हणतोय, "आम्ही तुला मोबाईल देणार, तू मोबाईलमध्ये शूट कर बाबा." मग ते दादा आमचे काढून देतात. आता ओळख झाली आहे ना.
हं. हां, हां, हां. हं, हं, हं, हं. हां, हो. हं. हं, हं, हं. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. हं, हं, हं, हं. अच्छा, हां. हं, हं, हं, हं. अरे वाह! हां. हां. ते ऐकतात मग? म्हणजे अच्छा, हां.

हां ना. तेच.
हां, ते ओळखतात म्हणून आणि त्यांनी जाऊन नाही दिलं. मग असं वाटलं, "अरे आयडी आणला असता तर बरं झालं असतं."
हं, हं. तेच ना, तेच. हं. अच्छा आणि हं.
असं झालं होतं तेव्हा. आणि तिथे आजपण म्हणजे, मी खूप पडायचे तिथे आणि अ, खेळता, खेळता लहानपणी खूप तिथे लागल्या गोष्टी मला नाही का मी तिथे खेळतीये
आई ग! हां, हां. अच्छा तेही अनुभव आहेत, हां. मग चांगला भेटलं की जे चांगलं घडलं आणि ते तुझ्या लक्षात राहिलं शेवट पर्यंत, की "अच्छा हां. हे मात्र माझ्या सोबत मस्त घडलं होतं, हां. ही किस्सा खूप चांगला आहे." असं काही?
हो खेळती आहे. पळ-पळ करतेय. हां, काय झालं अ, माझी आहे ना कॉम्पिटिशन होतं एक शाळेमध्ये आणि मी तिथे मस्त आम्ही गेलो, मग मी देवाकडे तिथे प्रार्थना केली, "देवबाप्पा मला नाही का असं चांगलं, चांगलं तिच्यामध्ये चांगल्या प प्रथम क्रमांक वगैरे येऊन दे." कारण ते नवसाचा गणपती होता ना, आणि ॲक्चुअली ते तस घडलं ते म्हणजे, नाही का ते माझ्या असं असं छान झालं. त्यामुळे ते अ, जी ओळखीचे ते ठिकाण आहे ते माझ्या असं लक्षात म्हणतात ना एकदम मनात अ, दडलेलं आहे गणपतीचं मंदिर, ते गार्डन त्याला मी कधीच विसरू नाही शकत ती मम्मीला म्हणते. "माझं लग्न जरी करशील ना, तू या एरियामध्येच कर म्हणजे हा गार्डन माझा सुटणार नाही".
हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं. <chuckles> हां. हं. हो ना, हां, हां, हां, हां. अय्यो! हं? हां. <laughs> हां. अरे वाह! <chuckles> भारीच, हं.
असं. आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली मी फर्स्ट अ, क्रमांक पण प्रावीण्य मिळवलं वगैरे आणि मग मी म्हटलं होतं, की नाही का मी असं झालं ना मी पेढे वाटेल आणि मस्त असे पेढे वगैरे घेऊन आले आणि ते ॲटिट्यूड छान होता माझा, की नाही का आपल्याच शेजारचं गार्डन, आपलंच सगळं म्हणजे थोडंसं तिथे अ, जे गुरुजी वगैरे असतात ना ते ओळखत होते आम्हाला. म्हणजे तिथं थोडंसं म्हणतो ना, आपला आपला अहंकार असतो एक, आहे आमचं आहे. काय तुम्ही काय वगैरे? आमचं आहे ते, आमच्या म्हणजे बाजूलाच आहे, आम्ही रोज येतो. सगळ्यांना असं ऐटीत पेढे वगैरे वाटत होती, "अरे मी पास झाले. मला चांगले मार्क्स वगैरे भेटले, हे झालं, ते झालं." असं. असे तिथे खूप आहेत माझ्याशी जुडलेले.
हं. हं. हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां, हां. अच्छा हां. हां. हं, हं, हं. हां. आमचं आहे. हां. <chuckles> हो ना. अरे. <chuckles> हं, हं, हं, हं, हं. हम्म.